हो ना. म्हणजे सोसायटीत असं छोटंसं असं गणपतीचं मंडप वगैरे बांधून तिथे थोडीफार अशी सकाळ, संध्याकाळ आरती पूजा झाली म्हणजे नाममात्र ना तसं वाटतं की उगाच करायचं म्हणून करत आहेत तसं. आणि दिवाळी असला की कसं पूर्वी सगळे एकमेकांच्या घरी यायचे, फराळ द्यायचे, बघा आम्ही आमचं घरी आज हे केलं, तुमच्या घरी काय केलं? असं आणि इथे कसं, की फक्त शेजारचे 1-2 जण आहेत, तेच असं भेटायला वगैरे येतात किंवा आम्ही जातो. आणि जसं गजबज आधी असायचं ना, तसं अजिबात नसतं. आणि मेन वस्तू म्हणजे माझे आई-बाबा माझ्याबरोबर नसतात. कारण त्यांचं घर खूप दूर आहे आता. तर अ, मला त्याच्यामुळे ना खूप एकटं-एकट असं वाटतं, की आधी जी आपण इतक्या धूमधडाक्याने सगळे सण साजरे करायचो, इतकी भरपूर गजबज असायची, इतकी भरपूर माणसं एकत्र यायची आणि आता काहीच नाही आहे.
हां. हां. <chuckles> हां. बरं. हो. हां. हम्म. हां, बरोबर. ओके. हं हां. हां. अच्छा. हां. हां, हां, हां, हां.
तर ह्यामुळे ना खूप असं एकदम म्हणजे डिप्रेशनसारखच वाटतं मला.
हां. अरे देवा! मग या असं जर कधी तुम्हाला जाणवायला लागलं, की नाही कुठेतरी खूप अ, एकटं वाटतंय किंवा डिप्रेशनसारखं फील व्हायला लागलंय, मग त्यातून बाहेर यायला अ, तुम्ही काय करता?
हं. म्हणजे अगोदर तर मला काही सुचतच नाही सुरुवातीचे दिवस. अचानकच ते सुरू होतं, की अ, एकदम एकटं-एकटं असं वाटतं, सगळीकडे कसं दुकानं अशी सजवलेली असतात ना, गणपती यायच्या पूर्वी असे डेकोरेटिव्ह आयटेम्स दिसतात, मंडप दिसतात, गणपतीच्या मूर्ती दिसतात. तेव्हापासून मग मला ते जाणवायला सुरू होतं, की अरे बाबा आता क्षण झाले सुरू आणि आता परत आपल्याला एकटसं वाटणार, खूप मिस करते आई-बाबांना. मग अशा वेळेस ना, मग मी रोज दिवसातून दोनदा-तीनदा आईला फोन करत जाते, व्हिडिओ कॉल करते बाबांना, की काय करत आहेत तुम्ही, कशी तयारी चालली आहे काय करतेय आणि कुठे या वर्षीचं गणपतीचं डेकोरेशनमध्ये काय स्पेशल करताहेत? मला दाखवा ना व्हिडिओ कॉलवर.
हं. हां. हो ना. हां, हां, हां, हां. हं, हं, हं. हो. अ, हां. बरोबर. <chuckles> हो. ओके, हां. हां. हम्म. हां. अच्छा. मग तुम्ही नाही जात का भेटायला पण असं कधी?
तर हां, म्हणजे एखाद-दोनदा वेळी असं मी माझ्या मिस्टरांना सांगितलं, तर त्यांनी क केले ते, पण काय आहे ना, की घर खूप दूर आहे पडतं ना आणि आमच्या सासरीपण आता सणाचं दिवस झाले. तर म्हणजे आपल्या घरीपण आपल्याला ती पूजा वगैरे केली पाहिजे पाहुणे घर सोडून आपण जाऊ नाही शकत.
हं. ओके. हं. हो. बरोबर, बरोबर. हो ना. ते तर आहेच म्हणा. हं.
दिवाळीच्या दिवसाला जर घरची सूनच घरात नसली तर मग ते वाईट वाटतं ना
<chuckles> हो, अगदी बरोबर बोललात. खरंच असंच आहे.
तर म्हणून आपण असं ना, अ, आपल्याला असं वाटतं, की तिथे जाऊ पण नाही शकत आणि इथे आपण खुश पण नाही आहोत. दोन्ही ठिकाणी असं म्हणजे अ, चालू असतं ते मनातल्या मनात, की आता काय करावं, आपण इथेच अडकलेले आहोत, फसलेले आहोत असं वाटतं
हां. <chuckles> <chuckles> हं.

मग कधी अशा अडचणी आल्या का, की म्हणजे असं समोर होतं ना, की बापरे अ, आपल्या वागण्या बोलण्यात फरक पडायला लागतो तो उदासीनपणा ना, आपल्या वागण्यात दिसू लागतो. मग असं कधी घरातल्यांनी नोटीस केलंय का हो तुमचं गोष्ट की काहीतरी झाले आहे, हीचं काहीतरी बिनसलंय बाबा? हं.
हां. हो ना. हो म्हणजे अ, त्याच दिवशी माझ्या सासूबाईंनी हे अ, त्यांनाही जाणवलं की ही कशाला इतकं तोंड तिचं उतरलेलं आहे आणि त्याने रात्री विचारलं की काय झालं हिला तब्येत बरी नाहीये का? तर तेव्हा मी विषय टाळला मी म्हटलं, "नाही-नाही थोडंसं असंच थकवा आहे." आणि मला असं वाटतंय की ताप येईल असं वाटतंय म्हणून आहे थोडीशी तब्येत वर-खाली होते ना." तर त्यांनी मग दुर्लक्ष केलं त्यांना वाटलं हां असेल असं तर जास्त सणासुदीच्या दिवसात कसं आपण शॉपिंग वगैरेला जातो ना, घरची तयारी वगैरे करतो, तर म्हणून थकवा आला असेल. मग 1-2 दिवस त्यांनी पाहिलं मग त्यांनी विचारलं की "का गं तू इतकी उदास कशाला आहे, काय झालं?" तर मग मी त्यांना सांगितलं की "मला ना माहेरची अशी-अशी आठवण येते आणि तिथे आम्ही असं साजरा करायचो. तर ते म्हणाले "हां मग त्यात काय माहेरचं जे असतं तेच का सासरी असतं का?"
हां. हं. हं. हं, हं, हं. अच्छा. हां. हं, हं. हं. हां. हं. हां, हां, हां.